आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यामुळं बऱ्याच वेळ असं होतं, की आपण निसर्गाकडं आणि बऱ्याच काही चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मला एक असं विचारायचं आहे, की यातच अगर आपण कधी पक्षांच्या आवाजावर लक्ष दिलं, तर काय बदल होतो? याबद्दल काही सांगता येईल का?
हो. मला वाटतं, की खूप मोठा बदल होतो, जर आम्ही पक्ष्यांच्या आवाजावरती लक्ष दिलं तर. है ना.
नेम नेमका काय बदल होतो?
म माझा अ, माझा मित्र एक आहे ना तो फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि त्याच्यासोबत मी कधी-कधी अ, त्याच्यासोबत मी फॉरेस्टला जातो. अ, आणि त्या ठिकाणी मी पाहतो, की खूप सारे पक्षी आहेत आणि त्यांचे वेगवेगळे प्रकारचे आवाज आहेत.
अच्छा. अरे वाह!
त्यांचे वेगवेगळे प्रकारचे आवाज आहेत. तर ते वेगवेगळे प्रकारचे आवाज मी पाहतो की अ, म्हणजे ते आपल्याला काहीतरी आठवण करून देतात. कधी-कधी काही पक्ष्यांचे आवाज कर्कश असतात, काही प्रकार पक्ष्यांचे आवाज मंजुळ असतात. कधी-कधी सकाळीच काही पक्ष्यांच्या आवाज येतात. कधी-कधी संध्याकाळीही येतात.
बरोबर.
तर ह्या सर्व पक्षी, आम्हाला काही ना काही शिकवतो जणू काही. असं मला वाटतं.
फारच छान.
आणि त्यासाठी अं, उम्म तर मी मला नेहमी पक्ष्यांचे आवाज ऐकायला आवडतात आणि निसर्गात राहणं, किंवा जाणं ह्याही गोष्टी आवडतात. तर मी त्या गोष्टी करतो. तर अ, हं, हं. बोलाना.
आणि याच्यातून काय, काही विशेष असे काही बदल घडले आहेत? किंवा मग काही असं काही जाणवलंय का तुम्हाला?
हं, हं. <clears throat> तर अशा प्रकारचे काही बदल वगैरे मी पाहतो की, अ, मी निसर्गामध्ये ज्यावेळेस असतो. किंवा आमच्या घरी ज्यावेळेस असतो. तर पक्ष्यांच्या कलकलाटासोबत आमच्या दिवसाची सुरुवात होते. मग चिमण्यांची चिवचिव आणि पक्ष्यांचा कलकलाट. ते झाडावरती इकडं-तिकडं उडणारे पक्षी आणि त्याच्यासोबत उगवणारा सूर्य.
अरे वाह!
हं. हे ना हे नॅचरल अलार्म आहे. मला असं वाटतं, की या दिवसाची सुरुवात आम्ही गाण्याने करत आहोत. कधी-कधी आम्ही लहानपणी कार्टून पहायचं. त्याच्यामध्ये खूप निसर्ग आणि पक्ष्याचे आवाज सकाळी-सकाळी असायचे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पक्षाचा आवाज ऐकतो ना त्यावेळेस आम्ही अ, म्हणजे अगदी आनंदाने उठतो. जणू ना सृष्टीला जे गाणं म्हणायचंय ते पक्षाकर्वीच गायलं जातं. असं मला वाटतं.
अगदी बरोबर.
आणि हे नेचर जणू काही एक गीतच गात आहे. त्या पक्षाच्या कमी वेगवेगळे आवाज आम्ही ऐकतो. महत्वाचे म्हणजे लक्ष आम्ही लक्ष्य केलं तर आमच्या इकडे सगळ्यात जास्त जे आवाज येतात ते म्हणजे पक्षांचे. अ, चिमण्यांचे, त्याच्या चिमण्या आहे ना चिवचिव करत असतात. आणि त्यांची ती दिवसाची सुरुवात तिथून उठल्यापासून मला वाटतं काही चिमण्या ज्या झोपलेल्या असतील त्या चिवचिवमुळे कदाचित उठत असेन त्याच्यामध्ये असं म्हणत असेन, आई हं, आई आपल्या मुलाला चिवचिव करून उठ म्हणून. तर <laughs> तर तसे घरातल्या लोकांनाही ते म्हणत असेन उठा-उठा सकाळ झाली आणि दिवसाची नवीन सुरुवात ते त्या प्रकारे करतात. तर आम्हाला अ, त्यातून असं शिकता येतं, की ह्यातही आम्हाला म्हणजे आमचं जीवन खूप काही बदलू शकतं किंवा आम्हाला आनंद भेटू शकतो.
<chuckles> अगदी बरोबर. <chuckles>
तर आम्ही अशा प्रकारची जर सुरुवात केली एक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी गीत गाऊन तर आमचा दिवसही खूप चांगला जातो. मला असं वाटतं.
अगदी छान सांगितलंय आणि खरंच आपण असं काहीतरी सुरुवात करायला हवी, की जेणेकरून सुरुवात चांगली झाली तर पूर्ण दिवस जो आहे आपला चांगला जाईल. पण मला असं विचारायचं आहे आता जसं तुम्ही सांगितलंय, की तो तुमचा मित्र फॉरेस्ट ऑफिसर त्याच्यासोबत तुम्ही जातात आणि मग तुम्ही हा जो उपक्रम सुरू केलाय जेव्हा हा एक चांगला छंद सुरू केलाय. मग आता तुम्हाला सोपं होतं का पक्ष्यांचे आवाज ऐक ऐकल्यानंतर तुम्हाला कळतं का हा नेमका कोणता पक्षी आहे? आणि याचा कोणत्या इन अ, म्हणजे कुठल्या मूडमध्ये आहे किंवा कशामुळे हा तो आवाज काढतोय?
हं, हं. हं, हं. ओके. हो, ज्यावेळी पक्षांचा जो नॉर्मल आवाज आहे ना, तो अगर तो आहे ना, अ, जर कर्कश आवाजामध्ये, म्हणजे अ, चिमणी जर चिवचिव करते, पण तिचा जर थोडा आम्ही पाहतो, की त्याचे व्हेरियंट येतात त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये बदल येतात काही काही. जर तुम्ही त्या पक्ष्यांच्या आवाजामध्ये व्हेरियंट जर अ, म्हणजे तुम्ही जर लक्ष दिलं ना तर व्हेरियंट कळेल तुम्हाला बदल. तर तो जर कर्कश आवाजाकडे जातोय ना, तर त्या पक्षांना, मला असं वाटतं, की काहीतरी अ, प्रॉब्लेम्स आहे किंवा काहीतरी त्याच्या जीवनात त्रास आहे किंवा तो घाबरलेला आहे किंवा काही. तर अशा प्रकारची त्रा त्रास होतात. तर ते त्या आवाजातून दाखवण्याचा प्रयत्न करतात, मला असं वाटतं.
अच्छा. अडचण आहे. फार छान. पण आता काय झालं ना, की आता शहरांमध्ये जे आहे, आता, जसं पहिले ग्रामीण जीवन, शहरी जीवन, हे 2 वेगवेगळे अनुभव आहेत, की ग्रामीण ग्रामीण भागात आपण गेलो, तर अजूनही आपल्याला पक्ष्यांचे आवाज येतात किंवा पक्षी बघायला भेटतात. पण आता शहरांमध्ये जसं मुंबई, पुणे, आता मेट्रो सिटीज जशा झाल्यात, तिथं जे आहे हे पक्षी दिसायला अ, दिसतसुद्धा नाही हो.
हं, हं.
आणि हा अनुभव बिलकुल येतच नाही. तर मग काय वाटतं, की हे शहरीकरण झाल्यामुळं, की आपण खरंच कुठल्या चांगल्या गोष्टीला जो आहे आपण अ, आपल्याला नाही भेटत आहे, तर काय वाटतंय याच्यावर?
हो, अगदी. शहरीकरणाचे खूपच विचित्र परिणाम झालेले आहे. आम्ही पाहतो, की जिकडं-तिकडं वृक्षतोड झालेली आहे. मी ज्यावेळेस लहान होतो ना, आम्ही झोपडीमध्ये राहायचो, झोपडीमध्ये आणि आताही भरपूर झोपड्या आहेत मी गावाकडे गेल्यानंतर पाहतो आणि त्या झोपडीमध्ये ते पाच अ, जे पाचट ना, पाचट म्हणतात त्याला पाचट. म्हणजे उसापासून जे निघालेलं बाजूचं जे भाग राहतो ना, त्याला पाचट म्हणतात. तर त्या पाचापासून ते झोपडी बनवलेली असायची.
अच्छा.
आणि मी पहायचो, की त्या घरातही, त्या पाचटामध्ये आणि त्या राहणाऱ्या आमच्या घरातही अ, भरपूर प्रमाणामध्ये चिमण्या असायच्या. तर ह्या चिमण्या काय करायच्या नेमकं म्हणजे आम्हाला त्या चिमण्याशी म्हणजे कधीच असं नाही वाटलं, की ते चिमण्या आमच्या घरात राहतात, त्यांनी खोपा बनवलाय आणि आम्हाला त्रास होतोय आणि ते, मग जणू काही ते आमच्या कुटुंबाचा एक भागच बनलेले होते. लहानपणी मी पाहायचो माझे आजोबा ते आणि आम्ही कधी त्यांचे प-पक्ष्याचे पिल्लंही पाहायचो त्याच्यामध्ये. त्याचे आमच्या अगदी घरामध्येच राहायचे, कधी-कधी आम्ही पाहायचो, पण आम्ही त्यांना हात नव्हतो लावत कधी. कारण की आजोबांनी, आईनी, वडिलांनी शिकवलं होतं. यांना जर हात लावला ना, तर चिमणी यांना, दुसऱ्या चिमण्या घेत नाही यांना सोबत. तर आम्ही फक्त त्यांचं पहायचो. पण आम्ही त्यांच्या अगदी सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजवर बारकाईने लक्ष ठेवायचं. एखादी चिमणी सकाळी उठली का जणू काही तो सकाळचा आलाराम आणि ती चिव-चिव करत काय आणती खायला त्यांच्या बा अ, बाळांना. त्यांना काय अ, लागतं, कशा प्रकारची ती वप्या ती खोप्याची देखरेख करशी करती, ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने पाहतो. पण आम्हाला ह्या, ह्या गोष्टी आता शहरात शहरात कुठेच दिसत नाही आणि मनुष्य इतका म्हणजे बेरहम झालेला आहे ना. जरी एखाद्या पक्षाने इकडून-तिकडून काड्या जमा करून कुठं तो टेरेसवर म्हणा, कुठं अ, कुठेतरी बनवण्याचा जरी प्रयत्न केला, तरी तो त्या पक्ष्यांच्या घरट्यांना अगदी तोडून टाकतो आणि हे शहरीकरणामध्ये म्हणजे प-पक्षाच्या प्रती किंवा कोणाच्याच प्रती अ, दयामाया नसते. कदाचितच खूपच कमी चिमण्या दिसतात आता. जशा पहिल्यांदाच की चिमण्याचा कलकलाट आम्ही थव्याचे-थवे पहायचो चिमण्या. थवे म्हणजे त्याच्यामध्ये 25, 30, 40 च्यावरती चिमण्या असायच्या आणि त्या आम्हाला अ, दररोज आम्ही पाहायचो, की त्या एकदम एखाद्या तारेवरती बसलेल्या आहेत. सरळ सगळ्या, सरळ लाईनीत बसायच्या. पण हेच हे आम्हाला शहरामध्ये कधीच लक्ष अ, दिसत नाही आणि ह्यामुळे काय झालेलं आहे, की या शहरीकरणामुळे खूपच अ, विचित्र परिणाम झालेले. म्हणजे निसर्गाशी अगदी जर आम्ही श अ, न, याच्यामध्ये आलो, तर अगदी अ, शहरामध्ये आलो तर ने आम्ही निसर्गाशी तुटूनच जातो काय? असं मला वाटतं.
घाबर. अच्छा. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अरे वाह! अरे वाह! अगदी बरोबर. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना की तुम्ही थवेच्या-थवे बघायचे. आता शहरामध्ये एक चिमनीसुद्धा दिख-दिसणं जे आहे ते मुश्कील झालेलं आहे. असं वाटतंय त्याला शेवट.
हं. हं, हं.
किती दिवसानं अगोदर ती चिमनी बघितली होती किंवा "एखादा पक्षी" बघितला होता.
हं. हो, हो.
याच्यामध्ये कुठेतरी काय आहे ना, आपलीच आपली म्हणजे फार आपलीच चुकी आहे, असं मला तर वाटतं की आपणच याच्याकडे थोडंसं गांभीर्याने घेत नाही आहे. पण मला एक विचारायचं, की आता, वैज्ञानिकदृष्टी झालं, पर्यावरणाच्या दृष्टिकोनं झाले, पक्ष्यांच्या आवाजावर लक्ष देण्याचे खरेच खूप फायदे आहेत. जसे मानसिक आरोग, कंटाळा कमी होणं. मग या, "बऱ्याच वेळा" काय होतं, हवामानाची आपल्याला माहिती भेटते की क कुठल्या हवामानामध्ये, जसं पावसाळा आला तर, मग काय आहे, मोर मोर जे आहेत मोर खुश होऊन अ, ओरडतात. जसे भेटते की पाऊसही पाऊस येतोय. तर अशा ब बऱ्याच माहिती म मध्ये जे आहे ते पक्ष्यांचा अ, पुढाकार आहे. तर मग आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून हे पक्षी, जे आहे की यांचं जीवन सुरळीत व्हायला पाहिजे किंवा आपण यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे?
हं. हं, हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. तर अ, आम्ही पाहतो ना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पक्ष्याचा आवाज का महत्त्वाचा आहे? तर आम्ही पाहतो सकाळी-सकाळी न अ, जी कोकिळा ओरडते त्याच्यामुळे माणसाच्या मेंदूवरती एक म्हणजे प्रत्येक आवाजाला एक प्रकारची फ्रिक्वेन्सी राहते. मी ते वाचलं होतं कुठेतरी. तर कोकिळा ओरडते ना त्याच्यामध्ये एक प्रकारची फ्रिक्वेन्सी राहते, की ज्याच्यामुळे मेंदूमध्ये अ, डोपामाइन रिलीज होतो. आणि तो अ, डोपामाइन रिलीज झाल्यानंतर माणसाला चांगलं वाटायला सुरुवात करते. तुम्ही कोकिळेचा आवाज जर ऐकला असेल ना सकाळी-सकाळी तो तुम्हाला चांगलाच वाटल तो तुम्हाला कधी, असं म्हणजे अ, हे ब खराब नाही वाटणार किंवा चुकीचा नाही वाटणार. तर अशा प्रकारचे पक्ष्यांचे आवाज असतात. आम्ही अजून पाहतो, की अ, ज्यावेळेस पक्ष्यांना काही त्रास होतो, माझ्या समोरही समजा एक छोटं फ तळं आहे. अ, अ, जे माझ्या समोरच आणि त्या ठिकाणी काही पक्षी येतात. तर ते ज्यावेळेस भांडणं करत राहतात किंवा काही त्यांना खायचं राहतं आणि एकाच ठिकाणी 2 पक्षी जर आले आणि त्यांना एका पक्ष्याला जर घालून द्यायचा असेल, तर ते कर्कश आवाज काढतात. म्हणजे आम्ही त्यांना समजतो, की हे भांडतायत किंवा ह्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालाय.
अच्छा.
तर अशा प्रकारचा झालं होतं. म्हणजे याचे खूप फायदे देखील आहे किंवा आम्ही जर पक्षांच्या सानिध्यात राहू किंवा पक्षांच्या, सोबत राहू, तर आम्हाला काय आहेना एक प्रकारची शांती लाभते किंवा आमचं जे अ, जे विचार करण्याची क्षमता आहे ती मं मंदावते किंवा आम्ही एकाग्र लवकर होऊ शकतो. असं अ, मी भरपूर पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. जर पक्षांचा आवाज आम्ही रोज सकाळी जर ऐकला तर तो कोणताही पक्षी असो आणि पक्ष्यांनी रात्रभर विसावा घेतलेला असतो. त्याच्यामुळे त्यांचे थ्रोट अ, हे खूप छान आवाज काढतात सकाळी आणि ते अ, माणसाच्या बुद्धीवरती विचारांवरती लक्ष देतात. तसाच तुम्ही म्हणता की हवामानाचे अंदाजही भरपूर पक्षी देतात. आम्ही पाहतो की अ, डिस्कव्हरीमध्ये जर पाहिलं तर मी पाहिलं होतं की काही पक्षी 5-5 म्हणजे एका देशाहून दुसऱ्या दे जा देशामध्ये जातात आणि तिथं अंडे देतात पक्षी. हो. हं, हं. म्हणजे पक्ष्यांचं जीवन किती चांगलंय कधी-कधी असं वाटतं विथआऊट पासपोर्ट कुठेही जा. <laughs> हां, हां त्याना आणि आणि खरंच आम्ही पाहतो की कधी-कधी आहे ना, न बाणाच्या शेपमध्ये प पक्षी उडतात आणि ते पक्षी खूप लांबापर्यंत जातात. तुम्हाला माहितीये का ते बाणच्या शेपमध्ये उडलेले पक्षी तुम्ही कधी पाहिलेत का?
हो, बऱ्याच वेळा मी पण वाचले ते वृत्तमानपत्रांमध्ये. <chuckles> नक्कीच काही बंधन नाही त्यांना. नाही शक्यतो काय पक्षीच शहरात राहिल्यामुळं काय मी म्हणलं ना पक्ष्यांबद्दल, जास्त माहिती नाही अन् बघायलाही भेटत नाही.
हां, हां. तुम्ही तर हे ना अग एक्झॅक्ट जसा बाणाचा ॲरो राहतो ना पुढचं टोक तसे उडतात ते पक्षी आणि मी भरपूर वेळेस आमच्या गावामध्ये पाहिलेलं तुम्ही इंटरनेटवरती जाऊन YouTubवरती पहा. हे तुम्हाला बघ अगदी म्हणजे असा एकही पक्षी इकडं किंवा तिकडं नसतो त्याच्यामध्ये. तो बरोबर बाणाच्या शेप मध्ये उडतात तर जणू काही तो बाण आभाळातला आपल्याला हेच सांगू इच्छितो, की अ, तुम्ही उंच झेप घ्या आम्ही जसं पक्षी पुढे चाललेत तसं चाला त्या बाणाप्रमाणे. मग आम्हाला भरपूर उत्तेजना आणि भरपूर काही गोष्टी त्या पक्ष्यांकडून पडून कडून पाहायला भेटतात आणि काही-काही पक्षी खूप उंचावर उडतात, जसे घार झाले, गरुड झाले आणि ते त्या ठिकाणावरून पाहतात आपलं अ, अ, भक्ष म्हणजे आपलं जेवण कुठे आहे? म्हणजे इतका वरती असताना तुम्ही तिथं खाली नजर ठेवता म्हणजे त्याचं लक्ष केंद्रित करण्याची किती कॅपॅसिटी आहे, हां. तर तुम्ही आपलं लक्ष कसं ठेवा. ह्या गोष्टी आपण शिकू शकतो त्या पक्ष्यांकडनं आणि हे पक्षी म्हणजे आपले काही जीवनाचे शिक्षकच आहे मला असं वाटतं <chuckles> आणि अ, तुम्ही म्हटले जसा मोर आला तर नाचतो तर म्हणजे जणू काही ती पाऊस पावसाचं स्वाब स्वागत आम्ही अ, त्या खूप साऱ्या पंखातल्या रंगानेच करतोय असं वाटतं आणि ते पक्षीही करतात असं मला वाटतं, हं.
अरे वाह! फार सुंदर. बाप रे! किती क्षमता आहे? बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. फार सुंदर पद्धतीने तुम्ही मला सांगितलंय पक्षांबद्दल आणि ही जी माहिती दिली. खरंच फार छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल मला तुमच्याशी. तुमचे खरंच मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
हं, हं. तुमचे अगदी मनापासून आ आभार आणि खूप सारे धन्यवाद की तुम्ही या सर्व गोष्टी ऐकून घेतल्यात आणि तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं. खूप-खूप धन्यवाद.